आपण असं ऐकतो विश्वासावर दुनिया कायम आहे आणि विश्वासच आहे, ती या म्हणजे नाही का माणसाला माणसापासून जोडून ठेवते. बट अनेकदा काय होतं आपण एखाद्यावर विश्वास ठेवतो, भाबडा विश्वास म्हणूयात आपण त्याला आणि त्या विश्वासाला तडे जाण्याचे कार्यस्थान होतात, कटकारस्थानं होतात आणि आपण, आपण कुठेतरी याला बळी पडतो आणि आपला विश्वास हा तुटतो, काचेसारखा आणि त्याला जोडणं परत खूप अवघड होऊन बसतं. तर एखादा असा अनुभव आहे का हो, की तुम्हाला या म्हणजे नाही का, असं वाटलं किंवा नाही का, विश्वास हरवलाय किंवा नाही का, कोणीतरी तुमचा विश्वास तोडला असं कधी झालंय का?
हो, हो. हो. बरोबर. हो, हो. आपण अ, म्हणजे मला कामामध्ये एक असा अनुभव आला होता, की आपण कामामध्ये अ, एक जवळची मैत्रीण अ, होती आणि तिला माझ्याबद्दल बऱ्याचपैकी माहीत होतं आणि तिला सांगितलं होतं, की अ, मी म्हणजे आपण एका प्रोफेशनल लेवलला, प्रोफेशनल सेटअपमध्ये आहोत आणि तिथे आपण व्यवस्थित अ, वागलं पजिजे. त्यामुळे आपलं घरच्याबद्दल इथे काही ब असं सांगणं गरजेचं नाही आहे, सांगू नकोस वगैरे, कारण की
हं. अच्छा. हं, हं. गरजेचं नाही. हा म्हणजे पर्सनल गोष्टी उघड करू नये त्या ठिकाणी, असं तुमचं हां, हां.
हां. बऱ्याच गोष्टी माहिती असल्यामुळे, तिला सांगितलं होतं, की आपण आज प्रत्येकाचे वेगवेगळे प्रॉब्लेम असतात. पण लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो आणि छोट्या-छोट्या कारणामुळे लोकं मग आपल्याला कमी लेखायला सुरुवात करतात. एवढ्याशाच गोष्टीमुळे, नवीन गोष्ट आहे, नवीन अ, जॉब आहे आणि फक्त ओळख असल्यामुळे, असं नको व्हायला, की तिथे आपला अ, काही कारण नसताना, अ, ख खाली बघितलं जाईल वगैरे असं. अ, कारण की लोकं ज्या चुकीचं ऐकायला, लवकर अ, आतुर असतात. चांगलं घ्यायला खूप वेळ लागतो आणि एखादा चांगला जम बसवायला खूप अवघड जातं. त्या हेतूने मी तिला बोललं, की आधी जम बसवू देतसं नंतर मैत्री होणारच. नंतर त्यांना त्या गोष्टी कळणारच. पण तसं ते नाही झालं. आपण डब्बा खायला बसलो आणि काही लोकांच्या पोटात राहत नाही आणि मग नको त्या चुकीच्या गोष्टी, म्हणजे चुकीचं असं नाही आहे, कधी कळलं तरी काही प्रॉब्लेम होणार नव्हता पण गरज नव्हती अशा गोष्टी आधी बाहेर पडल्या. आपण लोकांसमोर एका पद्धतीने पुढे जायला प्रयत्न करत असतो आणि त्याच्यात तिने तो एक विश्वासघात केला होता. म्हणजे सांगूनही एक गोष्ट नाही केली. महत्त्वाची होती ती माझ्यासाठी.
हां, हां. अगदी बरोबर. अगदी बरोबर. हं, हं. हं, हं, हं, हं. अपमान वगैरे होईल. बरोबर. बरोबर. हं, हं, हं. अच्छा. बरोबर. हं, हं, हं, हं. हं, हं, हं, हं, हं. मग तुम्हाला त्यावेळेस असं वाटलं का, की त्या विश्वासाचं जे नातं आहे, ते कुठेतरी बेचिराग झालं?
हं. हं. हो, म्हणजे आता ह्याच्यापुढे मला तिच्यावर विश्वास कामामध्ये तरी पर्सनल-लेव्हलमध्ये किती का चांगली मैत्रीण का असे ना, प्रत्येक म्हणजे ते वेगळं असतं, पण प्रोफेशनली मला तिच्यावरती तेवढा विश्वास ठेवता येणार नव्हता. आता काही काम आहे. त्यात महत्त्वाच्या गोष्टी असतात, कॉन्फिडेन्शियलिटी असतात, मग त्याच्यावर मी तिच्यावर किती विश्वास ठेवू शकणार? ठेवू शकणार का? तुम्ही पण सांगा. एकदाच सांगितल्यावर ती ऑलरेडी तिने जे नाही सांगायला हवं, ते सांगून मोकळी झाली आहे. मग आता ऑफिसमधल्यां कुठल्या महत्त्वाच्या निर्णयांबद्दल ज्या गोष्टी सांगायच्या नाहीत बाहेर वगैरे किंवा काही विश्वासाने करायचं आहे तर तिला मी माझ्या टीममध्ये घेऊ शकेन का?
हं, हं, हं. अगदी बरोबर. नाही, नाही बिलकुल नाही. हो, हो. अगदी बरोबर. बिलकुलच नाही घेऊ शकणार.
हं. तसं झालं.
अच्छा, अच्छा, अच्छा, मग हा विश्वास परत मिळवण्यासाठी तुम्ही काय असं पाऊल वगैरे उचललं का हो?
अ, पाऊल म्हणजे आता विश्वास तिने मोडला आहे, तिने अ, माफी मागितली. पण माफी मागणं पुरेसं आहे का? नुसतं माफी मागून चालणार का? म्हणजे तुमचं, त्याच्यानंतरचं नंतर सुद्धा समजा तिने तसं हे केलं असतं, काय म्हणतात ना, आता एक गोष्ट सांगितली परत पण आता दुसरी गोष्ट कशी कळली मग? म्हणजे अजूनही कमी होत नाहीये ना, म्हणजे आपण जे बोलतोय मी एवढ्या पर्सनल-लेव्हलला कुणाला तिला माहिती आहे मैत्रीण म्हणून. पण बाकीच्यांना एवढं काहीच माहीत नाही. माझं प्रोफेशनल गोष्ट सांगा ना, ते नाही सांगणार कोण, चांगल्या गोष्टी कोण सांगणार नाहीत ना?
हं, हं. नाही. हं, हं. हं, हं, हं. अगदी बरोबर आहे.
हं. ते तिला माहीतपण नसेल कारण की आपण मैत्रीमध्ये गप्पा कुठल्या मारतो, मस्तीच्या मारतो.
मग. हो, हो, हो.
मग तो एक प्रॉब्लेम होत होता. हं, हं.
अगदी बरोबर, अगदी बरोबर. मग अ, असं असल्यावर नाही का समोरच्याने माफी मागितली तर माफ करायला पाहिजे होतं, तुम्हाला असं वाटलं का हो कधी?
अ, मैत्रीण आहे म्हणून आपण असं बोलतोच ना चुकून सांगितलं असेल किंवा सहज एखाद्याने विचारलं असेल की माझ्याजवळ एवढी बोलली मगाशी. तर काय आहे वगैरे? थोडंसं काहीतरी असणं आणि एक शंका देतो ना, आपण म्हणतो ना बेनिफिट ऑफ डाऊट म्हणजे एक अ, चुकून झालं असेल वगैरे आणि माणूस आहे. चुकतो. मग आपण सांभाळून एखाद्यावेळेस सांभाळू शकतो. पण परत-परत जर त्याच चुका होणार असेल, तर जरा दूर राह अ, दूर राहणंच बरं आहे. उलटं त्यामुळे आमची मैत्री तुटण्याच्या काठावरसुद्धा आली होती.
हं, हं. हो, हो, हो, हो. चुकून झालं. हं, हं. अरे बापरे! म्हणजे खूपच असं म्हणजे, नाही का, तुमच्या विश्वासाचा म्हणजे थोडक्यात म्हणूया विश्वासघातच झाला होता. तर विश्वासचं म्हणजे एकदा गेला, गमावला समजा एखाद्या व्यक्तीने आपला, नाही का, तर त्याला पुन्हा माफ करावं असं आपल्याला वाटतं का हो? एखादी संधी देऊन बघावं वगैरे?
हं. हं. हं, हं. खूप अवघड वाटतं ना हो म्हणजे अ, लांबचे किंवा अनोळखी असेल, तर आपल्याला फरकच पडत नाही ना? आपण पुढे जातो. पण आप शेवटी म्हणतो ना ज्याच्यावर विश्वास ठेवतोस, तेच विश्वासघात करतात करू शकतात. ज्याच्यावर आपण विश्वासच ठेवत नाही, ते काय विश्वासघात करणार? बरोबर आहे ना? मग आप किती वेळा असं होतं की आपल्या जवळचीच अ, लोकं ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवतो, ज्यांच्याकडून आपली काहीतरी अपेक्षा तयार होते, त्यांच्याकडूनच अ, विश्वासघात होतो असं होऊन जातं ना.
हं, हं, हं. बरोबर. हं, हं. हं, हं, हं. अगदी बरोबर, अगदी बरोबर आणि आपण ऐकतोय असं, की विश्वास कमवायला पूर्ण आयुष्य जातं आणि विश्वासघात व्हायला सेकंदही पुरेसा असतो.
बरोबर. बरोबर, बरोबर, अगदी बरोबर.
हं, हं, हं, हं. तर किती वेळ लागतो? या सर्व धक्क्यांमधून समजा एखाद्याने विश्वास जर तोडल? तर यातून सावरायला? म्हणजे साधारणपणे किती वेळ लागतो आपल्याला?
तसे काही एखादा, छोटे-मोठे गोष्ट असतील. आता तुम्ही म्हणले ना, पहिला एखादा झाला, तेव्हाच जर काही तिने अ, एक्शन घेतली असती. प्रॉपर म्हणजे, नंतर पण जरा स्वतःला कंट्रोल केलं असतं, एक म्हणतो ना बोलायचं सवय असते. डब्बा खाताना वगैरे, तर काय म्हणतो त्याला? गॉसिपिंग हा काही जणांचा सवयच असतो. त्याला आपण प्रोफेशनल सेटअपमध्ये तरी आवरायला हवं होतं. अ, प्रत्येक नात्याला वेळ वेगळा वेगळा लागतो. म्हणजे कुठे विश्वास, आपण किती वेळा चान्स दिलाय, किती वेळा समजावलंय, सांगितलंय, जवळच्या नात्यांना आपण खूप समजावतो ना आपल्या अ, घरच्या लोकांना, अ, अ, भावा-बहिणीला असो किंवा मुलांना असो. आपण एका वेगळ्या लेवलला एक प्रेम असतं आपलं त्यांच्यावरती, त्यामुळे
हं. हं, हं, हं, हं. गॉसिपिंग. हां, हां. हं, हं. बरोबर. हं, हं, हं. हं, हं.
खूप अ, चान्स देतो. पण एक होतो ना अ, 1-2-3-4-100 चुका. किती चुका? त्यानंतर मग एकदा नाही मग एकदा नाहीच होत. मग ते, असं माझं आहे. काही जणांचं कसं ना, आपलं आज जोडलं, उद्या हे झालं, उद्या जोडलं हे मी खूप वेळा चान्स देते. म्हणजे एक माणूस आहे. चुकतो माझ्याकडून पण चूक होते ना, कधी-कधी. असं नाही की कोण परफेक्ट असतं?
बरोबर. हं, हं, हं. हं, हं, हं. बरोबर.
पण मग त्यातून अ, धडा घेऊन म्हणजे नाजूक अ, म्हणजे रिलेशन असं नाही ना की मीच मेन जपलं पाहिजे. तर समोरच्या माणसांनी पण त्याला प्रयास केला पाहिजे.
अगदी बरोबर अगदी बरोबर आणि खूपदा बघा ना, काही नाते खूप घट्ट असतात आणि त्यातही म्हणजे नाही का, आपल्या विश्वासाला कुठेतरी तडा जातो, कुठेतरी तो मोडला जातो तर अशा वेळेस मित्रत्वात किंवा कामाच्या ठिकाणी किंवा आपल्या नात्यात पर्सनल आयुष्यामध्ये विश्वास परत मिळवणं आणि एखाद्याने विश्वास मोडला आहे, तर त्याला माफ करणं यामध्ये काय फरक आहे, तुम्हाला असं वाटतं का हो?
हं. हं, हं. आपण ॲक्चुअली अ, ज्यांच्यावर प्रेम असतं म्हणजे आपल्या घरचे मगाशी जसं बोलले, हे घरचे लोकं आहेत, त्यांना आपण किती वेळा म्हणतात ना अ
हं, हं.
सोडून पण देतो म्हणजे अ, आहे ना, म्हणजे सोडून देतो आपण लिटरली असं होतं म्हणजे सहन करतो आपण, ना नाही हां, किती वेळा असं होतं. पटत नसलं तरी कारण की आहे ना काही दुसऱ्या गोष्टी आहेत चांगल्या, आपला माणूस आहे. बा एका गोष्टीमध्ये विश्वास नसेल, तर तेवढ्यापुरतं बाजूला म्हणजे ज्या गोष्टी म्हणजे समजा, एखाद्याला व्यवहारात विश्वास नसेल, तर तेवढं सोडून बाकीचं करता येईल. एखाद्याच्या अ, एका ग्रुपमध्ये बोलण्यात म्हणजे
सहन करतो हो. जरी पटत नसलं तरी. हो. हो, हो.
विश्वास नसेल. पॉसिब्ली म्हणजे? अ, भेटण्यामध्ये वगैरे आपलं हे होणार त्यांच्याबरोबर राहून-राहून, मग त्या गोष्टीत सोडायचं. पण इतर गोष्टीमध्ये प्रोफेशनली वगैरे मग त्यांच्याशी कनेक्ट राहू शकतो. असं आहे की, मा मै अ, प्रोफेशनली आपण किती वेळा मैत्रीण होते. पण तेवढं पर्सनल टचमध्ये नाही होऊ शकत, तेवढा विश्वास पर्सनल लेवलचा विश्वास येत नाही. वेगवेगळा आहे ना, वेगवेगळ्या नात्यातला वेगवेगळा विश्वास असतो वगे वेगवेगळी अपेक्षा असते.
हं, हं, हं. हं, हं. हं. हं, हं, हं, हं. आणि खूपदा बघा काही लोकं असतात. आपण वारंवार माफ करतो आणि ते आपल्या विश्वासाचा कुठेतरी गैरफायदा घेतात. तर हे वारंवार माफ करणं पण योग्य आहे का हो? कारण बघा ना तुम्ही विश्वास ठेवता वारंवार आणि तो व्यक्ती तोडतो. समजा एखादी कमिटमेंट असते, ती कायम तोडल्या जाते. मग त्यामुळे विश्वास कुठेतरी कमी होतो. तर अशावेळेस काय करायला पाहिजे? त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यातून हद्दपार करणं किती योग्य ठरेल?
त्याप्रमाणे. हं, हं. हं, हं, हं, हं. आता शंभर चुका माफ करायला आपण तर काही कृष्ण नाहीये, <chuckles> बरोबर? <laughs> देव नाही आहोत. आपल्याला पण एक माणसाची अ, लिमिट असते की बाबा ह्याच्यापुढे मी सहन नाही करू शकत. आणि ते आपल्याच अ, मानसिक अ, अ, काय म्हणतो आरोग्यासाठी गरजेचं होतं. एका वेळेनंतर ते आपण सहनच करू शकत नाही. नाहीतर आपल्यावरती त्याचा परिणाम होऊ शकतो. आप किती वेळा असं आपल्याला होतं ना आपल्याला ग्रँटेड घेतलं जातं. आपल्याला गृहीत धरलं जातं आणि अ, चलता हे म्हणलं की ते अ, ते असंच समजून घेतात की चालतंय म्हणजे चालतंय. हे केलं तर हरकत नाही. म्हणजे कधीतरी थांबावं लागतं, आपल्यालाही मग कठोर निर्णय घेऊन सांगावं लागतं ही लिमिट आहे. ही लक्ष्मणरेषा आहे आता ह्याच्यापुढे मी नाही तुम्हाला हे करू शकत.
बरोबर. आपण तर देव नाही. हो. बरोबर. हं. बरोबर. हं, हं, हं. घ्यावं लागतात. हं, हं, हं, बरोबर, बरोबर. अगदी बरोबर आणि खूपदा बघा ना हं.
कधी-कधी हे कम्युनिकेशन आहे ना, म्हणजे हे आपण संवादाने कधी-कधी, अ, कधी-कधी आपण सोडून देतो पण काय सोडून देतो हे पण सांगायला पाहिजे. त्याला चान्स दिला पाहिजे. चान्स दिला म्हणजे काय नुसतं सोडून देणं नाही. सांगितलं पाहिजे, संवाद साधला पाहिजे की काय चुकतंय. मला काय अपेक्षा आहे आणि तू काय करतोय. 1दा झालं, 2दा झालं, 3दा झालं. मग ए एका वेळानंतर मग आपण शांत राहिलो तर मग आता मला पुढे बोलू नकोस. मी तुला बऱ्यापैकी अ, चान्स दिलेला आहे. असं नाही की मी एका झटक्यात सोडून दिलंय, तोडलंय वगैरे.
हं. हं, हं, हं. बरोबर. हं, हं, हं, हं, हं.
आता पुढचं अ, प्रयास करण्याचं काम तुझं आहे. आता तुला मेहनत करावी लागणार. मी का विश्वास तुझ्यावर ठेवायचा? प्रत्येक गोष्ट हं, आता तुझी बा बाजू. <chuckles>
बरोबर प्रूव्ह कर. हं, हं, हं. बरोबर, बरोबर आणि खूपदा बघा ना माफ करण्याने असं म्हणतात की मन हलकं होतं आणि पुन्हा विश्वास दिलं तर ती एक जागरूक निवडही ठरते. तर याबद्दल तुमचं काय मत आहे?
हं, हं. ते असं म्हणता येईल की कधी-कधी आपण एखादी छोटी गोष्ट घेऊन बसतो ना, अरे तेव्हा असं झालं होतं आणि जुनी गोष्ट आहे. त्यानंतर आपण खूप पुढे गेलोय. तर मग तेवढं एकामुळे नको ना रिलेशन खराब व्हायला. कुठलाही रिलेशन असो, मैत्री असो किंवा घरचं, घरचं कुठलं पण रिलेशन असो. मग एखादी छोटी गोष्ट ना, ती माफ केल्यानी बरी वाटते पण तुम्ही ती परत करणार नसाल तर ना. परत तेच करणार असेल आणि परत तेच फटके बसणार असेल तर मग त्याला अर्थ नाही. मग कसं बरं वाटणार मग? मग जर असं खरंच असेल की एखादी खरंच शुल्लक गोष्ट होती. तेव्हा झाला असेल मोठा पचका वगैरे झाला असेल किंवा एखादं मोठं म्हणतो ना अ, लोकांमध्ये फजिती वगैरे झाली असेल. होतं ना माणसाकडून. तर एकदा, एकदा तरी आपण माणसाला आपल्याला पण वाटतं ना, एकदा मोठी चूक झाली माझ्याकडून. पण मला पण वाटतं ना, मला माफी मिळावी याबद्दल. मला पकडून बसू नका तेवढ्यासाठी. तर मला जर वाटतं की मला माफी मिळाली पाहिजे तर ए दुसऱ्यालाही एखाद्या वेळेस माफी करता आपल्यालाही आलं पाहिजे. सोडता आपल्यालाही आलं पाहिजे आणि ते चांगलं असतं हां, हां.
हं. बरोबर-बरोबर. हं, हं, हं. हं. हं, हं, हं, हं. हं, हं. बरोबर. हो. आपल्यालाही माफ हो, माफ करता आलं पाहिजे. म्हणजे मनाचं ओझं हलकं होतं.
होतं, होतं. एखाद दोन वेळा करायचं, करून बघायचं आणि मग आपले प्रयत्न पूर्ण झाले हे आपल्याला आपल्या साईडून आपण पूर्ण प्रयत्न केले. आपल्याला पण एक हे होतं की आपला प्रयास झालेला आहे.
हं, हं. अगदी बरोबर. खूपच छान म्हणजे तुम्ही एकदम उत्कृष्टपणे ह्या का तुमच्या ज्या आयुष्यातल्या म्हणजे ज्या घटना आहे त्यांचा उलगडा केला आणि ते नक्कीच समजतील अशा आहे, नाही का? आणि गमावलेला विश्वास परत मिळवण्यासाठी प्रयत्न करणंही तितकं गरजेचं आहे. पण जर सारखाच एखादा विश्वासघात करत असेल तर तिथून फारकत घेणं, ते त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे. खूप छान वाटलं मला तुमचे हे संदेश ऐकून. खूप-खूप धन्यवाद! तुमच्या वेळेसाठी. आपण लवकरच पुन्हा भेटूया.
हं, हं, हं. हो. हो. हं. खरंय, खरंय. हं. धन्यवाद, धन्यवाद.